अ, आ, असं म्हणतात, की अ, काही डॉक्टर म्हणतात, की "तुम्ही पांढऱ्या गोष्टींपासून लांब राहा." म्हणजे साखर, मीठ आणि काय अ, अ, म्हणजे थोडक्यात हां, भात वगैरे. <chuckles> तर चांगली चव आणि आरोग्य याचा समतोल तुम्ही स्वयंपाकाच्या माध्यमातून कसा असता? अ, सांगू शकाल का?
आपला भात. हो, हो, खरंच. म्हणजे अ, बरोबर सांगितलात तुम्ही, की काही अ, डॉक्टर्स किंवा न्यूट्रिशनिस्ट असतात. अ, तर मला तर वाटतं जसं तुम्ही म्हणालात ना, की साखर, साखर तर मला वाटतं इतकं बोललं जातं, की अ, काय म्हणतात की इट्स लाइक अ स्लो पॉइझन वगैरे बरचं साखरेला म्हणजे असं अपमानित केलेलं आहे मी म्हणेन. पण अ, मला वाटतं एक ठराविक प्रमाणात तुम्ही प्रत्येक गोष्ट खाल्ली ना, तर तो एक समतोल साधता येईल, नाही का?
हं, हं. हं, हं. <chuckles> हं, हां, अ, अ, मला डायबिटीज आहे. त्यामुळे मी एक नक्की सांगेन, की अ, साखरेचं व्यसन लागतं आणि मग त्याच्यावाचून आडतं आणि अ, अ, अ, ब माणसाचा स्वभाव असतो एक, की अ, ए एरवी आपण ना एखाद्या गोष्टीचा विचार नाही करणार. पण आता मला ते खायचं नाही असं म्हंटलं ना
हम्म, कदाचित. हं. हां, मग मन तिथेच जात नाही का?
हां, तर ते सारखं त्याच्यामध्ये अ, तशी एक मला एक गोष्ट आठवते. एक शिक्षक असतात, ते म्हणतात, की "माकडाचा विचार करू नको." तर पुढचा अर्धा तास मुलगा सारखा त्याचाच विचार करतो. <chuckles> तर असं जे तुमच्या घरच्यांना वाटत असेल, की आपण हे खावं ते खावं आणि आणि आरोग्य आणि चव तर तुम्ही तो समतोल अ, कसा साधता?
कदाचित. हो, हो. हं. हो, खरं सांगायचं ना, तर आपल्या घरामध्ये 2 गट असतात बघा. एक अ, असे असतात, की ज्यांना खूप हेल्थी खायचं असतं आणि जे अ, असे असतात, की ज्यांना थोडी चव पण पाहिजे, थोडं हेल्थ पण पाहिजे, वजन पण वाढायला नको, सगळ्याच बाबतीत असं म्हणतात ना. पण अ, लहान मुलांना ना, कदाचित मला वाटतं, बऱ्याच वेळा जसं तुम्ही म्हणालात, की त्यांना आपल्याला म्हणजे मागे लागून-लागून अ, म्हणतात ना, की एक छान असे, अ, पौष्टिक आहार त्यांना सवय लावायला हवी. नाहीतर लहानपणापासूनच, तुम्हाला जर आपण जे आता सध्या एवढं पॅकेज फूड आहे, ते आपण खात राहतो, तर मला वाटतं, तिथे थोडंसं तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये बदल केलात ना, तर बऱ्याचश्या गोष्टी अगदी सुधारतील. आणि त्याचं एक अ, सोपं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते, ते म्हणजे अ, पूर्वतयारी करायची.
हं, हं. <chuckles> हं. <laughs> हं. हं. हो. हं. बोला ना, पूर्वतयारी हां. हा मु मुद्दा फार आवडला मला तुमचा. अ, काय का कारण मला वाटतं ना, कुठलाही माणूस अ, प्लॅन करतांना, आता मी आज बेशिस्तीने खाईन, वाटेल ते खाईन, असा प्लॅन कधीच करत नसतो. ऐन वेळेला ते समोर काहीतरी जिलेबी येते, नाहीतर ढोकळा येतो आणि मग एक 2रा-3रा, <chuckles> तर हं.
हं. हं. हो. आणि बरोबर म्हणालात तुम्ही, कारण ना, भूक कधी-कधी अक्षरशः एवढी लागते, पण माझ्या हातात किंवा म्हणतात ना, आजूबाजूला असे पर्यायच नाहीयेत, की जे आरोग्याला सांब म्हणजे म्हणतात ना, की किंवा जे हेल्दी आहेत. मग अशावेळी मी काय करणार की नाही, ठीक आहे, जिलेबी आहे ना, चला खाऊन टाकूया. पण कदाचित आता मी तुम्हाला सांगते बघा, की आपण जशी चिक्की बनवतो
हं. हं. हो.
तर तसं तुम्ही, अ, बऱ्याच अ, म्हणतात ना, जे सीड्स आहेत, नट्स आहेत, म्हणजे अ, तुमच्याकडे बदाम आहेत, काजू आहेत, मखाना आहे. तर हे सगळे थोडेसे रोस्ट करून आणि मग त्याच्यामध्ये थोडासा गूळ घाला, तुम्ही थोडंसं मध घाला आणि त्याचे असं चिक्कीसारखं बनवा आणि ते कट करून ठेवा. कारण कधी-कधी ना, असं वाटतं तोंडाची चव गेली आहे अ, म्हणजे माझ्या सासूबाई आहेत किंवा सासरे आहेत, कधी-कधी कोणाची शुगर लो होते, कधी-कधी कोणाचं बी-पी लो होतं, तर अशा वेळेला, अ, म्हणजे तुम्ही म्हणू शकता ना, की एक ते हेल्थी स्नॅक्स टाइप होऊन जातं बघा.
हं, हं. <laughs> हं, हं. हं. छान! खूपच छान कल्पना आहे. माझ्या तोंडाला लगेच पाणी सुटलं. <laughs> अ, पण हे झालं, अ, गोड पदार्थ म्हणजे ते अ, ब् खूप जड असणाऱ्या बासुंदी, पुरणपोळी वगैरे पेक्षा असं थोडंसं खाऊन समाधान होतं आणि पौष्टिकपण आहे. ही कल्पना आवडली. अ, पण मेन मुख्य आहाराचं काय? म्हणजे
<laughs> हां. हं, हं. हं. बरोबर. हां, आता बघा, जसं मी तुम्हाला म्हणाले की पूर्वतयारी, मग आपल्याकडे ना महाराष्ट्रीयन अ, जे आपले नाष्टे आहेत, जे पूर्वापार चाललेले आहेत, म्हणजे बघा आता थालीपीठ, तर सगळ्या आपण नाही का डाळी, त्याच्यामध्ये कडधान्य वगैरे त्याचा समावेश करतो. त्याच्यामध्ये ज्वारी असते, बाजरी असते, थोडेसे तांदूळ असतात आणि हे इतकं सकस आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कधी कोथिंबीर टाका, थोडंसं म्हणतात ना पालक टाका, मेथी टांका टाका, आणि त्याची ती थालीपीठ बनवून तुम्ही लहान मुलांना द्या, तुम्ही तुमच्या घरात जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना द्या, म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. की सकस पण आहार आहे, ते चांगलं पण लागतंय, आणि मी म्हणेन ना की तेलाचा वापर तुम्ही थोडा कमी करा. तूप म्हणजे जे असं म्हणतात की त्याच्यामध्ये जास्त अ, तुमच्या शरीराला अपाय होत नाही. पण म्हणजे अ, तुमच्यावर आहे ते की तुम्हाला काय वापरायचंय.
हं. हं. हं. हो. हं. हो, हो. हं. हं, हं. हं. अ, पण एक मी इथे सांगेन हं, तुम्हाला. अ आमच्याकडे थालीपीट केलं की मी हमखास जाऊन फ्रिज उघडून बघतो.
हं, हं.
काल रात्रीची आमटी आहे ना असं. <chuckles> ते माझ्या बायकोला सवय आहे. काल रात्रीचं उरलेली भाजी हे ते सगळं त्याच्यामध्ये खपवायचं. आणि आज <chuckles> म्हणजे <laughs>
<breath> हं. अच्छा, अच्छा. हं. हां, हां. नाही पण हां. अगदी ना गृहिणींचा म्हणजे काय म्हणतात, की एक सगळ्यांच्याच घरी आहे बहुतेक ते. की आता थोडीशी भाजी राहिली आहे थोडसा पालक राहिलंय. तर ते थोडशा पालकाची 4 लोकांना भाजी नाही होत ना हो.
हां. हां.
मग तो
अच्छा. असं त्याच्यात अ, इकॉनॉमिक्स असतं का त्याच्यामागे असं बरं, बरं.
रामबाण. हां, हां. म्हणजे बघा आता तुम्ही कधीतरी पुलाव बनवता. तर वाटाणे सगळेच तुम्ही टाकत नाही कारण की आपण भाजी अगदी पाव किलो किंवा अर्धा किलो आणतो नाही का?
हं. हो, हो.
पण मग त्याचे थोडेसे अ, थोडेसे वाटाणे राहिले, अ, थोडंसं फ्लॉवर राहिलाय. मग अशावेळी मग काय म्हणतात, दुसरा एक चांगला पर्याय म्हणजे पावभाजी आणि तुम्ही जर घरी बनवलीत ना. तर तुम्ही त्याच्यामध्ये बटर आणि इतर जे प्रमाण आहे चीज वगैरे. ते तुम्ही प्रमाणात टाकू शकता. तीच जर तुम्ही बाहेर खाल्लीत, तर त्याच्यामध्ये अतोनात बटर आणि ते असं वाहत असतं म्हणतात ना, नदी कशी वाहते.
हं. हं. हो. हं. अरे बापरे! हं. <chuckles> अहो, पण तुम्ही अजिबातच बटर खाल्लं नाही. तर पावभाजी खाणं ही मजेच्याऐवजी शिक्षा व्हायची. म्हणजे असं नाही ना होत.
<laughs> नाही, नाही. म्हणजे तुम्ही थोडंसं तूप टाका त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाहीये की बटर टाकूच नका किंवा तूप टाकू नका. पण कमी म्हणजे म्हणतात ना अ, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा तुम्ही सांभाळून अ, खाऊ शकता. असं जर अ, बघा तुम्ही आता अ, सकाळी असं म्हणतात की उपमा खावा, थोडं ओट्स खावे. पण जर सकाळी उठून तुम्ही असा विचार केलात, की नाही ठीक आहे अ, काय फरक पडतो? मी आता
हां. ओके. हं.
जसं मी तुम्हाला सांगेन, की बघा कॉलेजमधली बरीचशी मुलं म्हणजे ऐन विशीतली म्हणजे मी तर म्हणेन मीही तेच केलंय. सकाळी 7 वाजताच कॉलेज आहे. आता सकाळी 7 वाजता मी उठून काहीही खाणार नाही. मी तडक कॉलेजला पळते.
हं. हं. हं. हं.
हे ना? आपण लवकर उठत नाही. कारण रात्रभर आपल्याला मोबाईल बघायचा असतो.
<chuckles> हं, हं. बरोबर हं.
हां ना. मग सकाळी जाऊन पहिलं काय खायचं कॉलेजमध्ये तर वडापाव किंवा समोसा.
हं, हं.
आणि त्रास त्याच्यामध्ये बघा हा आहे, की ते जे विक्रेते आहेत. ते अक्षरशः इतकं रिहीट किंवा रियूज केलेलं तेल वापरतात. जे तुमच्या आरोग्याला चांगलं नाही आहे.
हां, म्हणजे तेल वाईट आहे हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे तेच तेल महिनाभर किंवा आठवडाभर म्हणजे 40 वेळा हं.
हो आणि ते तळलेलं आहे सगळं. तुम्ही सकाळी अशा तळलेल्या गोष्टी खाऊ नका.
हं.
मग मी काय म्हणते तुम्हाला, की तुम्ही रात्रीच एखादी अ, अशी गोष्ट तयार करून ठेवा, की सकाळी तुम्ही ए तयार होता-होता एअर फ्रायरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये किंवा नाहीतर नाही तुमच्या पॅनमध्ये. आता मी तुम्हाला खरं सांगू का, बीटरूटपासून अ, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आपण टाकू शकतो. म्हणजे गाजर आहे, बीटरूट आहे, थोडेसे वाटाणे आहेत, 1 उकडलेला बटाटा तुम्ही टाकू शकता. आणि आपण जशी आलू टिक्की बनवतो ना.
हं. हं. ओ! हां.
तश्या त्याच्या छोट्या-छोट्या टिक्या तुम्ही बनवा. आणि तुम्हाला अगदीच जर सकाळी निघायचं आणि सकाळी चपातीही बनवायला वेळ नाही आहे, तर रात्री तुम्ही पीठ मळून ठेवा आणि मग सकाळी 2-3 मिनिटं लागतील तुम्हाला चपाती बनवायला. त्या टिक्की तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवा व्यवस्थित आणि मग सकाळी त्या टिक्की फ्राय करा. छान एका चपातीमध्ये त्याचा रोल बनवा आणि मग तसं तुम्ही जाऊ शकता ते खाता, खाता.
हं. हं. हं. मला अजून एक प्रश्न पडला, म्हणजे आता माझा मुलगा आहे, तर त्याला असा रोल आणि तो ऐनवेळेला गरम असा दिला, की टिक्की रोल आवडतो. पण जर मुलगी असेल, तर मग मला वाटतं त्याची कटलेट्स केली पाहिजे. पुन्हा ती हार्ट शेप पाहिजे. त्याच्याबरोबर अ, मग अ, केचअप पाहिजे किंवा मग अ, काहीतरी फॅन्सी असे कुठले ते सॉस असतात ना हां. <laughs> हां, हं. <laughs>
भरा. हं. हं. हं. वाह, वाह, वाह! फॅन्सी. कारण ते Instagramवर टाकायच आहे ना आपल्याला, की "बघा किती छान दिसत आहे." हां, तेचं. नाही, नाही, बरोबर आहे. मी तर म्हणेन, की खरंच असंही होतं. पण मला वाटतं ना, मुलींसोबत ना लहान मुलांचंही असं होतं बघा, की त्यांना त्या शेपमध्ये ते पराठे हवे असतात. मग तो तुम्ही इथं चेहरा काढा आणि मग परत त्याच्यावर ते डोळे काढा आणि मग ते खायला अगदी उत्सुक होतात, की वाह वाह! काहीतरी वेगळं करून दे. मग ते चौकोनी, त्रिकोणी प्रकारचे. पण तेच आहे, की चव आणि आरोग्य ह्याच्यामधला समतोल तुम्ही साधता आला पाहिजे तुम्हाला. थोडीशी पूर्वतयारी करायची आणि जर अगदीच कोणी काही फरमाईश केली तर म्हणजे मैद्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की ग्लुटेनवाल्या त्या तुम्ही टाळू शकता.
हं. हो, हो. हं. हं. हं. हं. हं.
की मग तुम्ही जे तुमचे आता इतकं म्हणजे आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की, "मिलेट इयर" मग तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी. अहो! नाचणीचं सत्व इतकं चांगलं असतं बघा. पण आता ते प त्या परंपरा मागे पडत चालल्यात नाही का?
ओके. हो. हं, हं. हो, हो, खूपच, हं. हो, नाचणी महाग झाली आता पूर्वीसारखी नाही मिळत हां, हं, हं.
नाही-नाही, हो, ते पण आहे आणि बरोबर म्हणालात तुम्ही कधी-कधी ना बजेटिंगचा ही इश्यू होतो.
हं, हं, नाही की अ हं, अ, एक अ, हां, म्हणजे अ, तुम्हाला या सगळ्यात चव हा एक भाग झाला. आरोग्य हा दुसरा भाग झाला. पण मी जसं ते हार्ट शेप वगैरे म्हणालो म्हणजे मला काय म्हणायचं होतं गार्निशिंग मग पूर्वीपेक्षा आता त्याचं छान सजवणं ह्याला महत्व आहे? का आणि तुम्ही किती महत्व देता त्याला?
मग. सतत हं, हं, विचारा ना? हं. हां. नाही-नाही बरोबर म्हणालात तुम्ही.
ते
म्हणजे गार्निशिंग किंवा म्हणतात ना की एक प्रेझेंटेशन.
हं, हं.
की तुम्ही ते अ, जे ताटात वाढलंय, ते तुम्हाला बोलवतंय का? असं म्हणताय का की आता मला आत्ताच्या आत्ता खा बघू. तर ते तसं खूप जास्त झालं आहे आणि ते वेगवेगळ्या अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टाकायचं असतं की अ, मॉर्निंग ला मी हा ब्रेकफास्ट केला, हॅशटॅग हेल्थी जे पण आहे. तर असे असे बऱ्याचशा गोष्टी हो हो म्हणजे आहेत, पण कसं आहे ना, मला वाटतं की या गोष्टी 10%-15% आहेत आणि महत्त्वाचं काय आहे की तुम्ही काय घालताय म्हणजे तुमच्या शरीरात? कारण अ, मला वाटतं ना, शेवटी तेच महत्त्वाचं आहे, की जर तुम्ही चांगलं खाल तर तुम्ही चांगलं दिसाल आणि हे जे अ, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात नाही का, सफेद गोष्टी टाळाव्या. मग ते अगदी अतोनात भात खायचा किंवा अतोनात अति अ, म्हणजे आणि असं म्हणतात बघा, की तुम्ही 80% खा, जेवढी भूक लागली आहे. अगदी म्हणतात ना, गळे गळापर्यंत खाऊ नये, मी तर म्हणेन.
हं. हं, हं, हं, हं. हम्म, हं. हं. हं, हं. हां, म्हणजे ती भुकेची जाणीव हां. अ मी मध्ये मी ऐकलं असं डॉक्टरांकडनं की अ, अ, लोकं भूक लागायच्या आधीचं खातात. त्यामुळे खरी भूक लागणं ह्याचा अ, शोधचं लागत नाही. तर अ, हां. तर अ, म्हणजे
हं. अगदी, अगदी.
तुम्ही ही प्रिपरेशनची गोष्ट सांगितली. पण त्याच्याबरोबर इ इमर्जन्सीला एखाद्या दिवशी कसं असतं, काहीतरी ताण आलेला असतो, मानसिक हे असतं आणि मग अ, कम्फर्ट फूड असं असतं. तर कम्फर्ट फूडमध्ये काही करता येईल का आरोग्यमय असं?
हं, हं. अगदी. हां. आता म्हणजे कम्फर्ट फूड मी तुम्हाला खरं सांगू का? जशी आपली डाळ खिचडी वगैरे आहे. की अगदीचं तुम्हाला अ, कंटाळा आला आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडं पालक टाका किंवा दुधी टाका आणि ती छानशी डाळ खिचडी बनवा, जी अगदी पटकन बनते. सोपी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की कधी-कधी ना, लोकं थांबतही नाहीत की भूक लागत आहे की नाही लागत आहे. अगदी मग ते तणावग्रस्त असतात किंवा ते आपण म्हणतो ना, इमोशनल ईटिंग भावनिकदृष्ट्या तुम्ही खात सुटता. कारण तुम आपण खाल्लं की आपल्या मेंदूला म्हणतात ना एक केमिकल रिलीज होतं डोपामाइन किंवा जे ही आहे. तर
हं. हं. हं. हो. हं. हो. डोपामाइन रिलीज. हां, हां.
अशाप्रकारे आपण आपल्या, भावनांचा म्हणजे ताबा घेतं जेव्हा खाणं, तेव्हा तुम्ही विचार करा की किती तुमचं वजन वाढत आहे आणि कारण तुम्ही सतत अ, म्हणतात ना, त्या फास्ट फूड गोष्टी खाताय. तुमच्या शरीराचा आणि आरोग्याचाही समतोल असा ढळत चालतो बघा.
हं, हं. हं. हं. बरोबर आहे.
म्हणून मग ते जसं मी तुम्हाला सांगितलं, की ते अ, हेल्थी बार्स तुम्ही बनवून ठेवू शकता. हे प्री प्लॅन तुम्ही एखादं थालीपीठ किंवा चण्याचं पीठ साधं, नुसतं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि आपण चण्याच्या पिठाची पोळी बनवू शकतो.
हं. ओ हो हो!
आणि ती अक्षरशः 2-3 मिनिटात होते.
हं, हं, हं.
तुम्ही कांदा नका टाकू त्याच्यामध्ये नुसती कोथिंबीर टाका, नुसतं थोडंसं तिखट टाका आणि बघा काय लज्जत येते मग.
वाह! तुमच्याकडनं मला आज फार गोष्टी शिकायला मिळाल्या. मुख्य म्हणजे अ, मला वाटतं सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही काय सांगितली तर पर्याय निवडायचे आणि पूर्वतयारी करायची. आणि अ, सगळ्या गोष्टींकडे थोडंसं वेगळ्याने, थोडंसं सेल्फ कंट्रोल, थोडी क्वांटिटी कमी करायची, कुठलीच एक गोष्ट सोडूनच दिली असं करायचं नाही. अन्नाचा हां स्वाद पण घ्यायचा, पण हेल्थी पद्धतीने घ्यायचा. फार छान, अ, मी प्रयत्न करीन असं करायचा आणि खूप इन्स्पिरेशन मी मिळाली तुमच्याकडून धन्यवाद.
हं, हं. हं. हं. धन्यवाद.